किशोर कुमार अ, नंबर 1, किशोर कुमार 2 अ, मोहम्मद रफी आशा अशे अशे आमचे लेबल केलेले असायचे. पण एक गोष्ट मात्र त्यात होती की लिमिटेशन होतं की आपल्याला अरे, हां म्हणजे आंधी पिक्चरमधलं अ, गाणं लता मंगेशकरचं आणि किशोर कुमारचं अ, ते ह्या सारख्या ख्या त्या ह्याच्यात आहे का अल्बममध्ये ते, त्याची एक लिमिटेशन असते.
हां, बरोबर. हां, हां. हं, हं. हां, म्हणजे थोडं कॉम्प्लिकेट जायचं ना म्हणजे काय म्हणतात एवढं सोपंही नव्हतं शोधणं की अवघडही जायचं कधी-कधी एक्झॅक्टली कुठं आपण ठेवलंय तेवढ्या पसाऱ्यामध्ये कॅसेटच्या असं म्हणायचं होतं मला.
हं. बरोबर. आणि ज्या माणसाने ती गा गा ग कॅसेट म्हणजे सात सातत्याने ऐकली आहे म्हणजे आमच्या घरी ती अ, अ, ते रो रोज संध्याकाळी लागायची. त्यामुळे आजही म्हणजे ते गाणं प्ले केलं की मला माहिती आहे, की दुसरं गाणं आता हे लागणार आहे. <chuckles> एवढं ते अगदी डी-एन-एमध्ये बसलेलं आहे माझ्या, की "अरे, हां म्हणजे ह्या गाण्यानंतर दुसरं गाणं येणार, तिसरं गाणं हे असणार आहे." तर ती जी आपण आता अ, ऑनलाईन अ, YouTubeवरती कशी ती एक फीचर आहे की अ, नेक्स्ट इन क्यू जे फीचर असतं ना, की हे नेक्स्ट इन क्यू धिस सॉँग. हां. तसं.
हां, अच्छा. <chuckles> हां. हं. बरोबर. हां, हां. पण हं, हं, हं. तर यामध्ये अ, जर जसं तुम्ही उल्लेख केलात की कॅसेट शोधण्याची मजा तर होतीच आणि ती हरवली आहे नक्कीच पण आधी एवढं सोपंही नव्हतं नाही का शोधणं. तर खूप खूप मस्त मज्जा आली तुमच्याशी बोलून. मस्त तुम्ही माहिती सांगितली आणि मस्त तुमचा तुमचा सूरही एकदम मस्त आहे नाही का. तर अ, आणि एक काय म्हणतो आपण इन अ, सॉन्गचे जे एन्थूसियास्ट आहेत ते तुम्ही आहात असं म्हणायला बिलकुल हरकत नाही. तर अ, खूप अ, खूप धन्यवाद.
बरोबर, बरो मला सुद्धा. अ, नाही ,थँक यू. <chuckles> हो. नाही, नाही. थँक यू. तुमचे प्रश्न पण मला आवडले आणि फार छान वाटलं. हं.
हं, हं. खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल.
थँक यू.
आपण नक्कीच पुन्हा भेटूया.
शुअर, थँक यू.

जनरली Googleवरती सर्च करण्याचा प्रयत्न करतो. काही शब्द टाकतो त्यात अ, सर्च बारवरती आणि मग अ, त्या त्याचा रिलेटेड सर्च जो आला, की मग मग त्याचा प्रयत्न करतो, की ओके YouTubeवरती अवेलेबल आहे, Spotifyवरती आहे, की Apple Musicवरती आहे, Amazonवरती आहे, कुठे जी कुठलीही साईट असेल तर मग त्यावरती रिलेट म्हणजे जे ॲप्स आहेत ते उसे करण्याचा प्रयत्न करतो.
हं. हं. एवढा म्हणजे हं. पण ते इंटरनेटवर जर नसेलच अवेलेबल म्हणजे सापडतच नाही आहे, तर अशा अ, प्रसंगामध्ये तुम्ही काय करता म्हणजे की क तसा प्रसंग वगैरे तुमच्यासोबत आ घडलाच नाहीये, सर्व काही सापडलेच डायरेक्ट इंटरनेटवर?
हं. अहो, मग अ, आमची घ घरची सर्च लायब्ररी आहे की माझे बा वडील. ते त्यांना मग फोन करून विचारायचं. <laughs> असं पण हा झाल्यानंतर मी कधी-कधी माझ्या मित्रांना फोन केलेला आहे. माझे सहकलाकार जे आहे म्हणजे ज्यांच्यावर मी गाणं गातो. तर त्यान त्यांना पण मी विचारतो, की "अरे आपण आहे ना त्या गे गेल्याच्या गेल्या मागच्या वर्षी आपण ना दिवाळी पहाटला हा प्रा का कार्यक्रम केलेला. त्यात अ, अरे तुला आठवतं का त्यानी कोणतं गाणं म्हटलेलं? तिने कोणा कोणतं गाणं म्हटलेलं? मला ऐकायचंय रे परत ते." <chuckles> असं.
हां. <chuckles> अच्छा. बरोबर. हं. हं. हं. बरोबर. हं. अ, कधी तुमच्यासोबत असं झालंय का जुनी गाणी वगैरे तुम्ही ऐकताय अ, म्हणजे शोधत होता आणि सापडलं आणि अचानकच तुम्हाला वाटलं म्हणजे, अरे यार हे तर खूपच नसतात का एकदम असे सेंटिमेंटल गाणे जे ऐकूनच लगे अश्रुच यायला लागतात अ, अ, डोळ्यामधनं.
हं. हो. आहे की अशी बरेच बरेच गीतं आहेत. त्यातलं एक अं, हिंदीमधलं अ, ग गीत सांगू इच्छितो. अ, याद मैं तेरी याद में तेरी जाग, जाग के हम, रातभर करवटे बदलते है. खूप अ, जुनं गाणं आहे. मेरे महबूब या चित्रपटातलं आणि अ, म मोहम्मद रफी साहेबांनी गायलेलं आहे.
हां, नक्कीच सांगा. मला आवडेल ऐकायला. अरे वाह! मस्त. हं, हं. हं.

तर याबद्दल असं तुमचं एखादं आवडतं गाणं वगैरे आहे का जुनं जे तुम्हाला खूपच म्हणजे आवडतं. आणि ते जर आवडलं त्याचे धून वगैरे आपल्याला आठवते नाही का? जसं तुम्ही उदाहरण दिलंत, की तुमचे बाबा जे आहेत ते म्हणजे ऐकायचे गाणे वगैरे आणि त्यामुळेच तुम्हाला अ, एक लळा जो आहे तो लागलाय. तर एखादं जं गाणं जेव्हा आठवतं तुम्हाला आजच्या वर्तमान काळामध्ये आणि ते जर तुम्हाला शोधायचं असेल कारण, की ते तर आत्ता पॉसिबल नाहीये आधी जे लहानपणी ऐकलेले गाणी तुम्हाला सापडत नाहीत नाही का? तर ते शोधायचं असेल तर ते कुठे शोधता तुम्ही म्हणजे ऑनलाईन वगैरे शोधता की काय करता एखादं ॲप वगैरे वापरता?
हो, हो, हो. हं, हं. बरोबर. ऑनलाईन शोधतो कधी-कधी अ, Spotifyवरती जातो. अ, बऱ्याचदा Amazon Prime अ, मी अ, Prime musicचा पण ॲक्सेस आहे माझ्याकडे तर त्याच्या त्या त्यावरती पण शोधतो मी बरीच गाणी.
हं. म्युझिक. हं, हं, अच्छा. हं. तर या गाण्यांमध्ये पार्टिक्युलर असं तुमचं आवडत जुनं गाणं एखादं उदाहरण म्हणून सांगाल का? जे तुम्ही शोधलंय असं.
असं, आशा भोसले ताई अ, यांची बरीच गाणी अ, म्हणजे त्या आवडत्या गायिका आहेत. अ, माझ्या आणि माझ्या बाबांची. आणि मला हे गाणं क फार सुंदर वाटत ते चांदण्यात फिरताना. चांदण्यात फिरताना हे गाणं खूप म्हणजे सुंदर त्याची धून आहे.
हं. चांदण्यात फिर हं. अच्छा, मस्तच. आणि अ, एक दोन उदाहरणं तुम्हाला सांगता येतील का, कोणते आवडतेची गाणी? आणि हे जर तुम्ही म्हटलं, की चांदण्यात फिरताना अ, गाणं तुम्हाला आवडतं तर ते तुम्ही अ, शोधलंय का? म्हणजे कुठे शोधलं? तुम्हाला जसं तुम्ही सांगितलं Amazon Primeचा ॲक्सेस आहे तुमच्याकडे, तर तिथे तुम्हाला सापडलं का हे गाणं?
हो, हो. अगदी अ, म्हणजे अ, अ, बराच अ, मोठा त्या त्यांच्याकडे अल्बम्सचा अगदी साठा आहे त्यांच्याकडे आणि हे गीत जे आहे प्रत्यक्ष सुरेश भटांनी लिहिलेलं आहे. कवी गौरव यांचा अल्बम आहे. त्यात अ, अ, हां, तर म्हणजे अगदी पंडित हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत आणि स क क कवी सुरेश भटांचं हे लिहिलेलं गीत, त्यामुळे अ, शोधताना म्हणजे हे सर्च वर्ड्स मी यूज करतो. अ, मग संगीतकार अ, गायक गायक गायिका यांचं नाव अ, कोणी लिरिक्स कवी कोण.
हं. अच्छा. हं. हां, हां. म्हणजे अ, जसं तुम्हाला आठवतं म्हणजे गायक-गायिका जर आठवत असेल त्याच्या, संगीताच्या, तर त्यानुसार तुम्ही Amazon Primeवर जाऊन तिथे तुम्ही सर्च करता नाही का?
बरोबर. हो. हो, हो अगदी.
तर अ, तुमच्यासोबत कधी असा प्रसंग आलाय का ओ, की तुम्हाला आपल्या आपल्यासोबत होतं बघा म्हणजे गाणं तर आपल्या मनामध्ये आहे फक्त त्याची मन एक धूनच फक्त आठवते आपल्याला लिरिक्स वगैरे काय आठवत नाही नाही का? असं होतं आपलं. खूप वेळ आपल्याला होतं, नाही का, डोक्यात गाणं घुमत असतं. पण Googleवर आपण एखादं असं सर्च करत असलो, तर आपण फक्त नाही का काय म्हणतो त्याचं म्युझिकच असं बोलून म्हणजे ला, ला, ला ला, ला, ला, ला, ला असं काहीतरी म्हणून सर्च करतो. असा प्रसंग तुमच्याकडे कधी झालाय का?
हं. <laughs> हो. हो, हो, हो. हो.

हं, हं. तर आज-काल कसं झालंय, एआयचा जमाना आहे नाही का? आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आपण म्हणतो. तर या आर्टिफिशियल इंटेलिजन्सने तुम्हाला काही अशी मदत केली आहे का ओ, म्हणजे गाणं वगैरे शोधण्यासाठी? जसं तुम्ही आधी म्हटलात की काही मला शोधायचं असलं, तर मी डायरेक्ट Google करतो. तर आज-काल अ, ChatGPT झालं किंवा Gemini झालं किंवा Perplexity झालं, तर या अ, साधनांचा किंवा एआयचा उपयोग करून तुम्ही कधी असं सर्च केलंय का नाही, की "हां, बाबा इथे मला भेटू शकत डायरेक्टली," आणि त्यांनी हेल्प केली आहे का तुम्हाला?
हं, हं. हं. हं, हां, हां. हं. हं, हं. हं. अहो, काय म्हणायचं, ह्याच्यात तर की हल्ली आपण Apple फोनवरती Siri ऑन केली की असं वाटतं. ते सगळंच आपलं कॉन्वरसेशन कधी-कधी रेकॉर्ड करतोय. क कित्येकदा मला आश्चर्यचकीत करण्यासारखं पण झालंय की "अरे, आपण डोक्यात एखादं गाणं विचार करतो आणि YouTubeच्या सर्च लिस्टवरती पहिलं गाणं आपलं त तेच गाणं येतं."
थियरी. हं, हं. हां, हां, हां. तेच असतं. तेच असतं. असं. हं, हं, हं.
तर अ, झालाय की असं अ, आ आणि हां. तर तुमचा जो प्रश्न आहे

बऱ्याचदा झालंय. असं कधी-कधी असा ब्रेन फॉग झाल्यासारखा अ, बऱ्याच ब ब बऱ्याच वेळा असा प्रसंग झाला आणि त्यावेळेला म्हणजे आठवणच अ, आठवण करण्यासाठी अगदी त्याला हमिंग क करत-करत राहणं किंवा त्या संग अ, दुसरा प पर्याय मी शोधतो, की त्याच संगीतकाराचा किंवा त्याच गायिकेचं किंवा गायकाचं
हं.
गाणं द आधी सर्च करायचं आणि त्याच्यावर रिलेटेड जे सर्चेस असतात. ते मग त्या साइटवरती मग मला मिळतात आणि मग अगदी, "अरे, हां, हे, हे, हे, आपण हेच गाणं आपण गुणगुणत होतो."
म्हणजे हां. हां, हां, हां. अच्छा, <chuckles> म्हणजे एकदम शक्कल लढवता तुम्ही, नाही का? म्हणजे जर त्या अ, गाण्याची गायिका किंवा गायक आठवत असेल, तर तुम्ही बहुतेक असं सर्च करत असाल, की अ, जसं तुम्ही सांगितलं आशा भोसले, 'साँग्स ऑफ आशा भोसले' म्हणून त्याची लिस्टच येते नाही का? तर तुम्हाला ते बघून एक आठवण येत असेल, का "हां, एक्झॅक्टली हेच मी तर शोधत होतो," असं झालंय.
हो. येस. मग हां, मग बॅक टू बॅक एक-एक गाणं त्यांचा प्ले करत राहायचं आणि मग अचानक अ, जर त्यांचं एखादं भावगीत आलं, की मग आपल्याला आठवतं, की "अरे, हां, ह्या भावगीतांमधलं तर हे गीत आपण अ, गुणगुणत होतो मघाशी." <chuckles> "तेच तेच आपल्याला, शोधायचं होतं नक्की." तर आणि नंतर मग ते आठवलं, की मग त्यावरती सर्च करून मग अ, द ते गाणं मग अ, द ऐ ऐकतो मी.
अ, पण कधी-कधी कसं होतं अ, जे 90s ची गाणी आहेत किंवा 70s ची गाणी आहेत जसं-जसं मागे जाईल काळ तशी तसं म्हणजे अ, खूप रेअरली अ, ऑनलाईन आजकाल काही सापडते. म्हणजे एखादं अँटिक गाणं जुनं असेल, तसं तर ऑनलाईन सर्व काहीच सापडतं आजकाल, पण कधी-कधी असं होतं तुम्हाला माहिती आहे लिरिक्स वगैरे सर्व काही. पण ऑनलाईन शोधताय, पण ते सापडतच नाहीये. म्हणजे ऑनलाईन ऑप्शनच नाही. तर अशा वेळी तुम्ही कुठे शोधता? म्हणजे कुठला रेकॉर्ड वगैरे तपासता किंवा रेडिओ स्टेशनवर तुम्ही ऐकायला प्रयत्न करता, कुठून तुम्ही शोध लावण्याचा प्रयत्न करता?
हं, हं.